अच्छा आणि तुम्ही असं कधी म्हणतात ना, तुमच्या मनातली अशी स्व सगळ्यात अशी मोठी इच्छा कोणती आहे?
हं. जसं की कोणती म्हणजे कशाबद्दल?
अ, जसं म्हणतात ना, की लोकांच्या अ, इच्छा अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. पण स्वतःची एखादी इच्छा असती, जी काहीतरी आपल्याला वाटतं की हां, हे करायचं राहिलंय किंवा हे करायचंय अशी कुठली इच्छा?
हं. हां, म्हणजे माझ्या अशा फिरण्याबाबतच्या माझ्या इच्छा आहेत. अ, त्या इच्छा आहेत त्या मी नक्कीच पूर्ण करेन. आणि मला असं अ, हे देखील वाटतं की अ, म्हणजे ना, सगळ्यांनी सगळ्यांसोबत म्हणजे बघत ना, अ, आजकाल जेलसी हा फॅक्टर पण खूप जास्त वाढलाय. जर आपण एखाद्याशी एखादी इच्छा पूर्ण केली नाही मग तो आपल्या दुसऱ्याला जाऊन सांगणार अ, किंवा तो आपला हेट करणार आणि मग जे आपण केलं नसेल ते देखील तो माणूस सांगतो. तर मला असं वाटतं की प्रत्येकानी हे असं सोडलं पाहिजे आणि ही जी घाणेरडी वृत्ती आहे ती सोडली पाहिजे. सगळ्यांनी सगळ्यांच्या प्रती चांगला विचारच केला पाहिजे. जर एखादा माणूस तुमच्यासाठी काय करत म्हणजे अ, नसेल तो अवेलेबल, तर तुम्ही त्याला वाईट नका समजून किंवा त्याचा देखील काहीतरी प्रॉब्लेम असेल हे देखील प्रत्येकाने केलं पाहिजे हो, असं मला वाटतं.
अच्छा, हां, हां. हां, हां. नक्कीच. हो, हो. हां, हां. नक्कीच, नक्कीच. तुमच्या मते असं वाटतं का की स्वतःच्या इच्छांसाठी सेल्फिश असणं चुकीचं आहे?
हं.

हे मला वाटलं ना म्हणजे कॉलेजमध्ये पण मला असतांना वाटायचं, की कधी-कधी काय व्हायचं, की बघा ना अ, जेव्हा असं 3 मै 3 मैत्रिणींचा ग्रुप असतो तर असं असतं, की अ, हिच्यासोबत पण जाऊ, तिच्यासोबत पण जाऊ किंवा प्रोजेक्टमध्ये आपण आयदर हिच्यासोबत जाऊ शकतो किंवा तिच्यासोबत जाऊ शकतो. किंवा मग कधी-कधी व्हायचं की अ, त्या दोघींचा ग्रुप बनायचा मी एकटी बनायचे. तर मग अ असं मला वाटायचं, की मग कधी की नाही मला असं वाटायचं, की स्वतःलादेखील आपल्याला स्टॅड अ, घेत घेतला पाहिजे आपल्या ह्यासाठी आणि असं काही नाही की अ, म्हणजे प्रत्येकाचं एक ए वेगवेगळा ओपिनियन असू शकतो. किंवा आणि कधी-कधी आपण काय करायचं अ, म्हणजे त्यांना खुश ठेवायला मी स्वतः मला असं काहीतरी हे करावं लागायचं कॉम्प्रोमाईज किंवा बोलू शकतो ॲडजस्टमेंट. तर मग अ, तर त्या गोष्टी म्हटलं प्रत्येक वेळेला मी तरी का करायचं असं मला वाटायचं.
अच्छा. हां, हां. हां, हां. हो. हां, हां. घ्यायला हवा. हां, हां, हां. हो, नक्कीच असू शकतो. हां, नक्कीच. हां, हां. हो, हो, हो. अन तुम्हाला असं कधी वाटतं का की लोकं काय म्हणतील या गोष्टीचा तुम्ही कधी असा विचार केलाय, की तुमच्यावर दबाव जाणवतो.
हं. खरं सांगू का तर पहिलं मला खूप वाटायचं की "लोकं काय म्हणतील?"
हां, हां.
आणि मग अ, नंतर असा एक टाईम गेला, की म्हटलं की "जाऊ दे काय म्हणायचं ते म्हणू दे. मला चांगलं वाटतंय ना, मग बस झालं." असं मला वाटायला लागलं. हो.
हां, हां. हां, बस झालं नक्कीच. पण ते असं तुम्ही इतरांच्या मनाचा किंवा निर्णयांचा तुमच्यावर परिणाम होऊ देता का?
पहिलं मी खूप विचार करायचे या गोष्टीचा आणि मला असं पहिलं वाटायचं पण अ, म्हणजे मी अ, जेव्हा अ, म्हणजे पहिलं किंवा कोण असं मला बोललं तरी मला खूप वाईट वाटायचं. आणि जर आणि स्टार्टिंगला जेव्हा मी नाही वगैरे म्हणायला सुरुवात केली की "मला हे नाही जमणार" किंवा तर मला थोडसं गिल्टदेखील यायचा मनात. आणि आता अ, जर मी कोणाला नाही म्हणत असेल ना, तर मग मी ते स्पष्ट सांगते त्यांना, की "नाही मला जमणार. मी या, या गोष्टीसाठी हा वेळ ठेवलेला आहे."
हां, हां. हां, हां. हं, हं. ओह! हां, हां, हां. आणि तुम्हाला असं कधी वाटलं का म्हणजे इतरांच्या अपेक्षा जपण्यापेक्षा तुम्ही स्वतःला ओळखण्यासाठी किंवा जगण्यासाठी उशीर केलाय?
असं देखील मी हं.